नक्कीच बघा ना, सामान जेव्हा आपण असं कमी करतो ना म्हणजे आपण देऊन टाकतो किंवा मग दान करतो म्हणा किंवा मग ते विक्री जसं मी OLXवर केली किंवा मग कधी-कधी कचऱ्यात पण टाकतो किंवा बॉक्स असतात, रद्दी असते काही गरजेचं नसतं. तर मला तर वाटते ते आपण तुम्ही देऊन टाका आणि अ, जसं की कधी-कधी बघा ना, हे चांगलं शांतपण वाटतं एकंदरीत म्हणजे काही-काही गोष्टी असतात की आपल्या जुन्या आठवणी असतात. मग मला तर वाटते की तुम्ही एका व्यवस्थित ठिकाणी ठेवून द्या. जेणेकरून मग ते कसं असतं की आपल्याला आपल्या अशा वस्तू तिथेच असतात की तिथे आपल्याला रोज तिथे हात लागतो आणि त्या गरजेच्या पण असतात. मग त्या कुठेतरी लांब ठेवून द्या की जिथे खरंच आपला हात तिथे लागणार नाही आणि रोजच्या वापरातल्या वेगळ्या ठेवा म्हणजे त्याचं वर्गीकरण तुम्ही करा, की जेणेकरून तुम्हाला कळेल की कोणत्या गोष्टी आहेत. किंवा मग अ, म्हणतात ना की अ, काही गोष्टी ज्यांना गरज असते त्यांना देऊन तुम्ही टाकू शकता, म्हणजे ज्या जुन्या नाही आहेत. म्हणजे त्याला ही भावनिक जोड नाही आहे, त्या गोष्टींना तर तुम्ही पुस्तकं देऊ शकता किंवा मग एकंदरीत काही अ, रद्दी असेल तर ती तुम्ही देऊन टाका.
हां. हां. हो, हो. हां. हो, हो. हां. हां. अगदी. हां. हो ना. हो, हो, बरोबर.
किंवा मग काही चपला असे म्हणाले की चपला भरपूर ते आम्ही देऊन टाकू. कपड्यांचा कचरा आपल्याकडे इतका असतो सामान, बापरे! तर ते पण तुम्ही देऊन टाकू शकता आणि जे गरजेचं मला तर वाटते गरजेचं आहे तितकंच घ्या म्हणजे मी तेवढं शिकलेली आहे
जास्त हो हो ना, काय करायचं समजत नाही. हो. घ्या आणि दान करू शकता तुम्ही नक्कीच कोणाला तरी.
बरोबर. म्हणजे जे गरजेचं नाही तर ते कशाला घ्यायचं ना लोकांचं आपलं की माझ्याकडे ही बॅग आहे, ती बॅग आहे कलेक्शन आहे. काही गरजेचं नाही आहे. आपण सगळं इथेच ठेवून जातो, मला तर वाटतंय, तर मग मला तर वाटतं की जे खरच आपल्याला गरजेचं आहे का? म्हणजे तुम्ही 3-4 दिवस थांबा, म्हणजे मी पण आता ते शिकली आहे, या सगळ्या गोष्टी एवढा मी कचरा मी दिला आहे ना आणि खूप जी काही आवडली ती वस्तू मला घ्यायची सवय वगैरे आणि इतकं सामान झालेलं, बापरे! म्हणजे ते कमी केल्यावर एक म्हणतात ना जरा मला म्हणतात ना एक भार असा एक म्हणतात ना हलका झाला मनात एक असतं ना आपल्या. मग ते जरा क्लीन छा म्हणजे खरंच मी ठरवलं की जे खरंच गरजेचं आहे आणि आपल्याकडे भरपूर लिपस्टिक्स असतात तर माझ्याकडे असं आहे की हे पण मेकअपचं सामान, ते पण आहे भरपूर सामान आहे. तर मला आई तुला गरजेचं तू किती लावतेस? लावत तर नाही नुसतंच कशाला घेऊन ठेवतेस नाही खरंच मला प
हो. हो, हो. हो ना, नक्कीच. हो ना. हां. हां. अगदी, अगदी. हो, हो. हो ना. <chuckles> हो. आणि मेकअप तर ते आउटडेटेड होतं ना आणि मग ते वापरणं पण चांगलं नसते.
बरोबर. मग तेच मला आई म्हणे "तुला जेव्हा हवंय, तेव्हा तू ते घेत जा, जर संपलं तरच दुसरं घे ना, कशाला तू चार चार गोष्टी घेतेस." मला ते पटलं. आणि मी वापरत पण नाही नेहमी एक्स्पायरच व्हायचं. मी आता त्यापासून ठरवलं की नॉर्मल जे चा म्हणजे चांगलं आहे, जे वापरू तेवढंच घ्यायचं जेणेकरून खरंच खूप म्हणजे म्हणतात ना एक फायदा झाला की म्हणजे कनफ्यूजन जे होतं ना माझं, "हे घेऊ, ते घेऊ, काय घेऊ," बॅग भरताना आता ते कमी झालं एकच क्लिअर मी ठेवलेलं आहे, की 4-5 च गोष्टी त्याच्यामध्ये असतील आणि क्लिअर म्हणू शकतो की समजेल आपल्याला की "हां, ठीक आहे हे मी घेऊ शकते." असं.
हो. कचरा होत नाही. हो. हां. अगदी. नक्कीच. मग सर्वात आधी कोणत्या गोष्टी सोडणं तुम्हाला कठीण झालं?